नक्कीच. त्याचा परिणाम मी तर म्हणेन खूप बेकार होतो. जसं की मला झाला की झोप मोड व्हायची, नीट झोप नाही लागायची, लक्ष नाही लागायचं एकंदरीत आणि मग म्हणू शकतो की थकवा, एसिडिटी या सगळ्या गोष्टी होतात आणि मला म्हणतो की डोळ्यावर असं झापडं येतात आपल्याला. ती झोप आलीये, झोप आलीये. तर तसं माझं दिवसभर ऑफिसला व्हायचं आणि मग तेव्हा मग मी ठरवलं की नाही म्हणजे फ्रेशच नाही वाटायचं. मला एक काम करायला प्रेझेंटेशन, म्हणजे सगळे एकदम फ्रेश असायचे आणि मीच काय थकलेली अशी वाटायची मला.
हो, अगदी. अच्छा.
तर मग मी ठरवलं की नाही आता बंद करूया. आता फोन काही तो रात्रीचा बंदच करायला पाहिजे आपण. मग मी एकदाची सुरुवात केली स्टार्ट, म्हणजे म्हणू शकतो की डे 1 मला खूप असा कठीण गेला एकंदरीत. अ, म्हणजे पाहि जसं मी पहिलं ठरवलेलं की कमी वापरायचा आणि मग हळू-हळू ते लक्ष जायचं, की "नको जाऊदे थोडासा वापरतेच मी फोन." मग टेबलावरून परत आणणं, मग वापरणं, मग त्या गोष्टी होत गेल्या आणि त्यामुळे हे सगळे त्रास मला झाले आणि मग नंतर म्हटलं की "नाहीच, बंदच केलं पाहिजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी."
हां, हां. नक्कीच. म्हणजे ते गरजेचचं आहे.